हां जी, आता हे तर झालं आत्मविश्वास म्हणजे ज्यांच्या चांगल्या कमेंट आल्या, त्यांच्यापासून आपल्याला मिळणाऱ्या आत्मविश्वासाबद्दल नाही का? असं होतं का की आपण एखादी गोष्ट चांगलीच म्हणजे सोशल मीडियावर टाकली किंवा पोस्ट केली. पण ते कोणाला तरी नाही आवडली आणि त्यांनी बॅड कमेंट केली, तेव्हा कसं वाटलं होतं मग?
हो. हां, असे असतात ना. <chuckles> माझ्यासोबत तर खूप वेळा असं झालेलं आहे. स्पेशली अ, बघा ना. आणि हे तेव्हा येतात, खरं सांगू, सुरुवातीला येत नाहीत असे कोणी, का काय माहीत. पण अ, थोडा आपण अकाउंट चांगला ग्रोथ होत असेल किंवा आपलं कंटेंट, एखादा व्हिडिओ वगैरे व्हायरल झाला ना. तर तेव्हा असे येतात. अचानकपणे कुठून येतात काय माहीत. देव जाणे. <chuckles> पण येतात आणि अ, म्हणतात ना, त्यांचं एक अ, हे असतं, वेंट आउट करतात ते. म्हणजे मनातली मनातली भडास <chuckles> काढायला ते येतात. हां, येतात आणि ते पण अशा अकाउंटवरून येतात ना, म्हणजे रिअल अकाउंट वाटत नाही त्यांचं. मग कारण की काही जणांचं असं हां, <chuckles> म्हणजे काही जणांचं अकाउंटच असं असतं. सेकंड बहुतेक, की अ, फक्त ऑनलाईन म्हणतो ना आपण
<chuckles> हं. अच्छा, हां. हं. हं. <laughs> ओ. हां, बाहेर काढतात. ओके, हां, हां. आलं लक्षात. हं, हं, हं. हां, कमेंट करण्यासाठी. हं.
कीबोर्ड वॉरियर्स. हां, कीबोर्ड वॉरियर्स म्हणून त्यांना म्हणतात. म्हणजे <chuckles> हां, कीबोर्डवरून त्यांना भांडण करायला आवडतात. स्क्रीनच्या मागे बसून आहे ना? <chuckles> मग असे येतात, म्हणतात, "अरे, काय बनवलंय तू? सोडून टाक. आहे ना? काही कामाचा नाहीस." <chuckles>
<snorts> अरे वाह! कीबोर्ड वॉरियर्सचा. <chuckles> <chuckles> हं. मग तुम्हाला असं कधी वाटलं का की असे जेव्हा कमेंट आले. हे तुमच्यावर म्हणजे तुमच्या यशावर जलन करणारे जे लोकं असतात, त्यांचा काहीसा प्रयत्न असू शकतो. असं कधी झालाय का?

हो तेच मी सांगत होतो की जा जाणवते ना. म्हणजे मूड ऑफ होऊन जातो. जो गेम मी खेळत होतो कॉन्सन्ट्रेशन अ, हे होऊन जातं मग अ, समजा त्यामध्ये पण बॅड परफॉर्मन्स झाली गेममध्ये मग आणखीनच कमेंट करणार ना. अ, सांगितलं होतं तुला येत नाही तुला. <chuckles> म्हणजे अ
हं, हं. हो. <chuckles> अरे वाह! म्हणजे ते पण वेगळं असं टेन्शन असतं म्हणावं लागेल.
हां म्हणजे चालू होऊन जातात मग ते. पण मी त्याला अ, सुरुवातीला थोडं हे घ्यायचो अ, सिरियसली घ्यायचो मग नंतर कळालं की अ, अ, नो मॅटर हाउ बिग यू ग्रो म्हणजे किती मोठा तुम्ही व्हाल, ते तुमचे हेटर्स हेटर्स असणारच. मग अ, मला एक रिअलाईज झालं. एवढे-एवढे मोठे यूट्यूबर्स आहेत, आपण तर काय आता सुरू केलं आहे ना. हं, त्यांचे पण एवढे हेटर्स आहेत आणि असं म्हणतात की तुम्ही सर्व अ, सर्वजणांना समाधान समाधानी करू शकत नाही किंवा आनंदी करू शकत नाही, आहे ना. याप्रकारे मी पाहायला लागलो. मग मी असं ठरवलं की त्याचीच मी कीव करायचो मग अरे काहीतरी असेल विचाराचा प्रॉब्लेम पर्सनलमध्ये आहे ना.
अरे हां. <chuckles> बरोबर. नक्कीच. नाही पिऊ शकत, बरोबर. हं, हां. अरे वाह! म्हणजे अशा प्रकारे पण आपण कोणी हेट करणाऱ्या लोकांकडून काहीतरी म्हणजे आपण त्याला घेऊन हे हा विषय अशा प्रकारे सुद्धा हाताळू शकतो.
नक्कीच हाताळू शकतो. सकारात्मक रित्या मी बघायला लागलो. म्हणजे मीच त्याची कीव करायला लागलो, असेल बिचारा कोणी. <chuckles> म्हणजे बघा ना अ, असं म्हणतात की, अ, यू शोल्ड नोट वॉरी अबाउट द थिंग्स दैट यू कॅनॉट कंट्रोल आहे ना. म्हणजे, तुम्ही ज्यावर कंट्रोल नाही करू शकत त्याच्याबद्दल तुम्ही विचार माझं माझ्यावर कंट्रोल असू शकतं. नियंत्रण माझं माझ्यावर असू शकतं. दुसऱ्यावर मी नाही करू शकत. मग मी अशा त्र प्रकारे त्याला हे करतो पण कधी-कधी जेव्हा अतिरेक ह्यांचा जेव्हा होतो ना, स्पॅम करायला लागतात खूप सारे. म्हणजे बॅक टू बॅक सेम सेम मेसेज टाकतात. मग एडमिन पॅनल असतो कोणत्याही अ, स्ट्रीमिंग पॅनेलमध्ये. ते म्यूट करू शकतो आपण त्यांना. ब्लॉक तर मी करत नाही सहसा कारण की त्याचा व्ह्यू जो असतो ना तो पण मला महत्त्वाचा असतो ना. <chuckles>
हं. बरोबर. अशा गोष्टींबद्दल काय काळजी करायची. बरोबर, हां. अच्छा. हं. हं. बरोबर. <chuckles> मग असं कधी झालाय का म्हणजे एखाद्या बॅड कमेंटमधून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे घेऊन स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट केली?